म्हणजे जे सहज दुसरे लोकं फोन घेऊन काय करू शकतात ना? त्या हातात ईमेल वगैरे सगळं जातं लोकांच्या. मग ते काही ऑप्शन्स त्यांना नसतात. ठराविकच ऑप्शन्स असतात रिसेट वगैरे करण्यामध्ये. मग बँक पण काळजी घेते पण तरी पण लोकं कसे-कसे फसवतातच आपण बघतोय. आपल्या-आपल्या माणसांना श अ, स सजग करायचं, सावधान करायचं, शिकवायचं थोडंसं आणि जेवढं येतंय टप्प्या-टप्प्याने शिकवायचं, तेवढंच श करायला सांगायचं सुरुवातीला. <chuckles>
बरोबर. अगदीच, अगदीच. हं. बरोबर. <chuckles> नाही, नाही. अगदीच बरोबर. अ, तर अ, तुम्हाला काय वाटतं की हे जे कॅश पेमेंट आहे आणि डिजिटल पेमेंट आहे, मोस्टली कुठलं जास्त कन्व्हिनियंट आहे? कारण की कॅश पेमेंट सध्या थोडं जेव्हा आपण करतो तर ते ब्लॅक पेमेंट ठरवलं जातं. तर मग डिजिटल पेमेंटच आता योग्य आहे का असं वाटतं तुम्हाला?
हं, हं. खरं तर डिजिटल पेमेंट ग सरकारनी अ, कंपल्सरी केलं पाहिजे. कारण की किती वेळ आपण जातो, डॉक्टरांकडे जातो, अ, म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींकडे कन्सल्टंसीसाठी वगैरे पण जातो. पण तरी पण ते असं एवढे मोठे-मोठे रक्कम घेतात अन् तरी पण ते कॅशनेच द्यायला सांगतात. मग ते बरोबर मला वाटत नाही. कारण की जर तुम्हाला म्हणजे तुम्ही दाखवायचं असेल तर ते तुमच्या बुक्समध्ये तसं पण येणार आहे ना? सोय बघा ना आमची. आम्ही काय एवढं कॅश घेऊन फिरणार आहोत का? हां! पण एवढी मोठी रक्कम घेता तर ते तुम्ही कंपल्सरी अ, अशा लोकांना कंपल्सरी केलं पाहिजे.
हं, हं. बरोबर, बरोबर. बरोबर. हं. घेऊन फिरत नाही. हां, हां. आणि हं, हं. बट हे असे लोकं खरंच खूप डिजिटल पेमेंटला डॉक्टर्स झाले किंवा कधी-कधी आहे ना वकील वगैरे असतात. काही-काही इन्स्टिट्यूशन्स असतात.
हां. कन्सल्टंसीमध्ये सगळे प्रोफेशनल्स, शाळेमध्ये पण म्हणजे कुठे-कुठे हां. म्हणजे जिथे
ते लोकं कॅशच प्रिफर प्रॉपर्टीजवालेही. मग त्याने मग पण तो आपल्यालाही अ, थोडा धोकाच असतो ना, कारण की मग आपला रेकॉर्ड कुठे राहत नाही.
हो, हो.
तर मग डिजिटल पेमेंट असेल ना तो मग आपल्या याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये राहतो.
हो. हो. मग तेच आहे ना. त्यासाठीच त्यांना नको हवं असतं ना. त तेच करायचं असतं दाखवायचं नसतं.
हं, हं. मग हे स्कॅम होण्याचं किंवा फसवणुकीचे चान्सेस जास्त असू शकतात.
हो, हो. आणि
तो सध्या डिजिट हां.
आणि हे सोडून सुद्धा बरेच अ, गोष्टी आहेत. ते असे लिंक वगैरे पाठवतात की अ, हे तुमचं कन्फर्मेशन आहे, आधार कन्फर्मेशन आहे आणि कसं कुठे जाऊन त्यांना ते आपलं अ, अ, फोनचा ॲक्सेस वगैरे मिळतो. म्हणजे असे पण प्रकार आहे. डिजिटली पण भरपूर फ्रॉड्स होतात. तर
हं, हं. हां. बरोबर, बरोबर. काही अ, सॉफ्टवेअर असतात ज्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपली इन्फॉर्मेशन त्यांना लीक होऊन जाते. सगळं ओपन होऊन जातं. तर मग त्यापेक्षा डिजिटली म्हणजे थोडासा प्रॉब्लेम आहे की आपले ॲक्सेस ईझी जाऊ शकतात. तर सतर्क राहिलं पाहिजे.
हां. हो. म्हणून आप